ओह! बरं.
शेकोटी आणि सकाळी ही शेकोटी बाजूला करून तो मडकं बाहेर घेतलं जातं आणि मग तो पदार्थ विकला जातो. त्याची एक चव जी आहे, ती अफलातून लागते. विकत घेऊन खावी लागली पण एवढा पैसा वसूल आयटम आहे हा. जर तुम्हाला जायला कधी वेळ मिळाला तर नक्की जा, नक्की खा आणि नंतर मला थँक यू बोला. <laughs>
हां, हां. वाह! हां, हां, हां. नक्की. नक्कीच. नक्कीच, मी आत्ताच थँक यू म्हणते कारण ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत ना, तर ते नक्कीच खूप चविष्ट आणि अप्रतिम असणार. खूप छान सांगितलं तुम्ही.
खूप-खूप छान लागते. त्याला उबाडियो म्हणतात, गुजराती पदार्थ आहे. त्याला उबाडियो म्हणतात. तसंच काहीसं एक व्हर्जन आपल्याकडे पोपटी म्हणून केलं जातं. पण त्यात चिकन वगैरेचा प्रकार पण वापरला जातो. कोंकणी रिजनमध्ये बऱ्याच वेळा केलं जातं हे कोकणामध्ये.
हां, हां. अच्छा! अच्छा. हां, हां.
पण तो अजून काही खाल्लेला नाही आहे. मी पण उबाडियो नक्की टेस्ट केला होता.
अच्छा. <laughs> बरं, बरं. छानच. म्हणजे अ,
असा हंगामी पदार्थ हा आहे. तर हा टेस्ट करायला मिळाला तर बघा जेव्हा कधी असेल तेव्हा नक्की जा, हुरडा पार्टी अटेंड करा <chuckles> उबाडियो टेस्ट करा.
हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. <laughs> खूप छान, एकदा म्हणजे मी म्हटलं ना, की आता ती अशी इच्छा झाली आहे की खरंच जावं. आता कोणी तसं आमंत्रण तर अजून दिलेलं नाही आहे. पण जे तुम्ही अ, पत्ता जो सांगितला आहे.
नाही आता पैसे भरून जा. आता आमंत्रण देत नाहीत. आता ते डायरेक्ट असे एडव्हर्टाइज करतात. आमच्याकडे अमुक-अमुक दिवशी हुरडा पार्टी आहे. कॉन्ट्रिब्युशन हे अमुक-अमुक आहे. जागा एवढ्या शिल्लक आहेत. <laughs> आणि ती शेतावरच उपलब्ध होते. शेतावर जावं लागेल तुम्हाला प्रॉपर.
<chuckles> चांगलं आहे चला. हं.